आणि तुम्हाला एवढी शांतता भेटेल ना की
हं. वाह, वाह! किती छान! पण म्हणजे एक म्हणतात ना, की एक आत्मनिरीक्षण तुम्ही स्वतःकडे केलंत आणि त्या निसर्गाच्या सा अ, सानिध्यात तुम्हाला असं शांत वाटलं असं काही झालं का हो?
हां, बरोबर. बरोबर. अ, मी सांगतो ना. मी जसं गेलो ना तिथे तर काय? मी एक दगड उचलला आणि मग ते पाण्यामध्ये फेकला.
हं. हं.
तो शांत पाण्यामध्ये ना एक लहेर आली. सो ते लाट लाटासारख्या आल्या. बरोबर. तर मग मी काय केलं मी अजून पत्थर उचलले आणि अजून फेकले. तर मला त्याच्यानंतर जाणीव झाली, की जोपर्यंत तुमच्या मनामध्ये विचार सतत येत राहणार. तोपर्यंत तुमचं मन शांत नाही होणार.
बरोबर. लाटा येतात पाण्यामध्ये. अगदी, अगदी.
तर तुम्हाला पाण्यासारखं व्हायचं आहे. बरोबर.
वाह! काय छान उदाहरण दिलत तुम्ही वाह, वाह!